निघूया असं. तर मग तो आमचा प्रकार असतो. बट सपोज ना, जर माझं तरी असं मत आहे, की जर कुठेतरी जायचंय, तर मग तुम्ही तिथे छान गेले पाहिजे. काय आहे ना, की जर तुमच्याकडे आहे. जर नसेल तरी ना, तर मग अ‍ॅट लिस्ट तुमचे कपडे प्रेस करा. ते प्रेस केलेले कपडे असायला पाहिजे. जर तुमचे शूज घाण आहे तर त्याला पुसून काढा. थोडेशे त्याला क्लीन करा. तुमच्या घडीचा काच तुटला वगैरे असेल जर बंद घडी आहे तर नको घालू ते. एक पंधरा रुपयाचा सेल येतो तो टाका त्यामध्ये ती घडी चालू होणार है ना. साधारण जर एखादा चष्मा वगैरे असतो, स्टेशनला भेटतात ₹50-60 सनग्लासेस येतात. तो सनग्लासेस वापरा. जेणेकरून तुम तुम तुमचा अटायर थोडासा छान होणार. परफ्यूम तुमच्याकडे नाहीये तर तुमच्या बहिणीचा वापरा. अच्छा <laughs>
अरे वाह! खूप छान, हं. हं. अरे वाहा! हं. बरोबर. हं. बरोबर. <chuckles> बरोबर. हो. बरोबर. अरे वाह! बहिणीचा वापर आहे. मग नंतर भांडनं होणार त्याचं काय, कोणी माझा परफ्यूम वापरला असं?
नाही, नाही. मी तुम्हाला सांगतो ना, मी आजही माझ्या बहिणीचे परफ्यूम वापरतो कारण की मला त्या मुलींचे परफ्यूमचे जे स्मेल्स आहेत ना, ते खूप आवडतात. थोडं मला आहे.
हो. अरे वाह! अच्छा.
मी युज करतो. आणि मी त्यांच्याही आता बजेटमध्ये कधी-कधी काय होतं ना, की लहानपणापासून कानामध्ये इयरिंग्स आहेत. ते आपल्या टोचतात कान टोचतात ना, मुलांना. तर मग कुठे जायचं असेल, तर तो एक अ, व्हाईट डायमंड जो असतो तो मुलींचा नेहमी असतो. तर मग ते बहिणींचा जो असतो ना, तो मी एखादा काढून घेतो आणि तो कानामध्ये टाकतो आणि निघतो.
बरं. हं, हं. बरोबर. हो, हो. हां, ते खूप छान दिसतात ते पण. <chuckles> अरे, वाह! छान-छान म्हणजे रियुज होत आहे. एकंदरीत, खूप छान बहीण असल्याचा फायदा तुम्ही करून घेत आहात.
बजेट. बही अरे, बहिणीचा फायदा जर जेवढा मी तुम्हाला सांगेल ना, स्टायलिश बनायचं असेल ना, एखाद्या मुलाला स्टायलिश बनायचंय, तर ते बहीण पाहिजे. ते काय होतं माहिती आहे का, जर मी बाहेर जातोय, तर माझी बहीण मला बोलेल, "अरे, किती घाण झालाय त्याला ये तुझं फेशियल करते, ये तुझं क्लीनर करते." तर बहीण असणं खूप गरजेचं स्टाईलसाठी.
तर बहीण पाहिजे. <chuckles> बरोबर, नक्कीच. बरोबर, अरे वाह! नक्कीच, नक्कीच. नक्की. अरे, वाह! <chuckles> स्टाईलसाठीच फक्त <chuckles> ठीक आहे. तर खरंच तुम्ही खूप छान बरं, खरंच तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं, की कमी बजेटमध्ये आपण कशाप्रकारे स्टायलिश राहू शकतो आणि त्याचे भरपूर ट्रिक्स तुम्ही आणि हॅक्स पण सांगितले, की आपण काय केलं पाहिजे. आणि तुम्ही एक छोटीशी टिप्स पण दिलीत, की बहीण असेल, तर तुम्ही नक्कीच अजून स्टायलिशदेखील दिसू शकता. आणि परफ्यूम पण तुम्हाला खूप आवडतात. तुम्ही म्हणालात, की अ, जे मुलींचे असतात. खरंच, खरंच तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलात एकंदरीत आणि आपण इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली इथे. तर खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि आपण नक्कीच परत भेटूयात लवकरच. धन्यवाद.
नाही, नाही बऱ्याच गोष्टींसाठी, हं. हं, हं. हं. मला मुलींचे आवडतात. ते छान असतात.